परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन लहानपणापासून या त्रिसूत्रीत आपण वाढलेलो असतो आणि प्रत्येकाच्या घरची एक वेगवेगळी परंपरा असते. आणि परंपरेने विवितेने विविधतेने नटलेल्या अशा या निसर्ग सानिध्यात आपली वाढ होते. तर मला एक सांगाल का हो, तुमच्या घरी सकाळची परंपरा कशी असते?
हं. अ, सकाळची परंपरा नाही म्हणता येणार, पण कसं आहे ना, आमच्या घरात ना सकाळी उठल्यावर ज्याचं प्रत्येकाचं आपापलं अ, काहीतरी रुटीन ठरलेलं आहे.
हं.
अ, जसं की मी सकाळी उठले की थोडं वेळ मला असं शांत हवेत बसायला आवडतं. बाहेर म्हणतात ना, तो एक वातावरणच वेगळं असतय, सूर्योदय होत असतोय ना, ते बघायला आणि ते निसर्गाचा आवाज मला आवडतं ते अ, अनुभव करायला. अ, किंवा माझे जे अ, सासू-सासरे आहेत ना, ते सकाळच्या वेळेस वॉकला जातात बाहेर. अ, परत माझे जे दीर आहेत त्यांना सकाळी-सकाळीच म्हणजे एक्सरसाइज हे करायची असते. हे प्रत्येकजण जो आहे, प्रत्येकाचं काही ना काहीतरी रुटीन असतंय सकाळचं.
अच्छा-अच्छा. ज जसं की? हो, हो. हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा. तर जव घरामध्ये असं काय जबाबदाऱ्या वगैरे ठरलेल्या आहेत का ओ? म्हणजे जसं की, नाश्ता करणे उठल्यानंतर अंघोळीला कोणाचा पहिला नंबर लागतो त्यानंतर देवपूजाही आली आपण एकदम म्हणजे नाही का धार्मिक लोकं आहोत. तर अशा वेळेस काय करता आणि मुलांच्या शाळेची लगबग तेवढीच महत्त्वाची मग एकाच पातळीवर सर्व जबाबदार तुम्ही कशा निभवता बरं एक स्त्री म्हणून किंवा त्या घरातली एक अ, नाही का म्हणतात करती-धरती म्हणून?
हं, हं. हो. हो. हं. हो अशी अ, हळू-हळू तर हां, चालू होतेच, म्हणजे काही काही मग नंतर फ्रेश होणं, अंघोळीला जाणं, अंघोळीला अंघोळ करून आल्यानंतर मात्र त्यांना हवा असतो चहा आणि चहा नंतर म्हणतात ना, नाष्टा हवा असतो नाश्त्यानंतर लगेच चहा. तर अ, ती एक थोडी धावपळ होते माझी अ, पण अ, कसं आहे ना, मला माझ्या ज्या सासूबाई आहेत ना, त्या पण मला अ, खूप मदत करतात तर आम्ही दोघे मिळून अ, नाश्ता बनवतो चहा बनवतो आणि आमचं एक ठरलेलं आहे की सगळ्यांनी ना, एकत्र नाश्ता करायचा तुम्ही, तुम्ही हं.
हं, हं. हो. हं, हं, हं. हं, हं. अरे वाह वाह म्हणजे एकत्रित कुटुंब बसून नाश्त्याचा आस्वाद घेतानाची मजाही काही और असते ना.
हं, हो. तर अ, ते आहे की एकत्र बसून दिवसाची सुरुवात तुम्ही ना, एक म्हणू शकतात की फॅमिली पासनं तुम्ही सुरुवात करायची. एकदा दिवस जसा-जसा पुढे जातो तसं जे ते जण आपापल्या कामात इतकं व्यस्त होतं की पुन्हा वेळ काढणं हे थोडं अवघड होतं मग पुन्हा संध्याकाळीच वेळ भेटला तर भेटला. अ, तर मग सकाळची किमान जी सुरुवात असते ती जे नाश्त्यापासून आम्ही जे करतो ना, तर ती कुटुंबासोबतच करतो सगळेजण एकत्र बसून.
हं, हं, हं, हं. अगदी बरोबर. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि यामुळे काय असा कुटुंबाचा वेगळा अर्थ मिळतो का हो म्हणजे जसं नाही का आपण म्हणतो हा रुटीन जो आपण फॉलो करतो, तर यामुळे कुटुंबाला काय अर्थ देतो हा रुटीन म्हणजे त्यांच्यामध्ये काय वाढतं एक एकोपाची भावना वाढते, प्रेम वाढतं किंवा सुरुवात चांगली होती आणि त्यातून दिवसभर ऊर्जा मिळते यातलं काही?
हं, हं, हं. अ, नक्कीच एकतर कसं आहे ना, सुरुवात चांगली होते आणि अ, दिवसाची सुरुवात म्हणजे कशी की अ, आम्ही मग अ, हे करतो की आज कोण काय काम करणार किंवा डिस्कस करतो की आज कुठली कुठली कामं करायची आहेत अ, किंवा न्यूज अ, न्यूज जरी कोणी वाचल्या असतील किंवा न्यूजपेपर जर कुणाचा वाचून झाला असेल तर त्याच्यावर आमच्या चर्चा अ, रंगतात की आज देशात हे झालं. मग त्याच्यात आपल्याला माहिती पडते. म्हणजे जर माझ्या पप्पानी जरी न्यूजपेपर त्यांचा जर वाचून झाला असेल, मग ते बोलतात की अ, "माधवी हे तू ऐकलंस का? सध्या हे चाललंय आपल्या म्हणजे अजून महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या देशात हे चाललं आहे." तर ती माहिती पण आपल्याला भेटून जाते. अ, परत न्यूजवर काय चाललं आहे, त्याच्यावर पण आम्ही थोड्याफार चर्चा करतो किंवा आज दिवसाचं काय शेड्यूल आहे, ते सांगतो. तर अश्या खूप लाईट गप्पा हे होतात.
हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. तरी या गप्पा सकाळ-सकाळ मारल्यामुळे आणि दिवसाच्या कामांची अ, पूर्व उजळणी केल्यामुळे त्याचा कुठेतरी फायदा दिवसभरच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला दिसतो का ओ?
हं. हं, हं. अ, खूप दिसतो. अ, कारण कसं आहे ना आणि मी तर अ, स्वतः काय करते ना कामाचं जे काही नियोजन आहे ते अ, आदल्या दिवशीच मी करत असते. मग माझं जे घरचं काम असो किंवा माझं ऑफिसचं काम असो. घरचं काम म्हणजे उठल्यापासून नाश्त्याला काय बनवायचं, तिथनं मला अ, मी नियोजन करून ठेवत असते आणि मला वाटते प्रत्येक लेडीजलाच ती एक कला असते. प्रत्येक लेडीज ती नियोजन करून ठेवते. अ, मग त्यांनी जो पुढचा जो मग दिवस आहे ना तो खूप हलका जातो. असा स्ट्रेस जाणवत नाही किंवा गोंधळून जात नाही आपण. हे करू का ते करू? ते करू? कसं करू? हे खूप सोपं होतं.
हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. अरे वाह! वाह! हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच आणि बघा खूपदा आपण नाही का नोकरी सांभाळताना वेळेचंही कुठेतरी भान ठेवायला लागतं. आणि खूपदा बघा तंत्रज्ञानाचा जसा शिरकाव आपल्या आयुष्यात झाला आहे, जसं की मोबाईल झाला किंवा कोविडनंतर एक पद्धत आली वर्क फ्रॉम होमची. त्यानंतर आपल्या घरची सकाळ कशी बदलली ओ? म्हणजे याचा काय फायदा म्हणजे कितपत फायदा झाला किंवा काय नुकसान झालं याबद्दल?
हं, हं, हं. हं. हो. अ, नक्कीच अ, मी म्हणेन फायदा झाला. तर मला मी पण आधी वर्क फ्रॉम ऑफिस करत होते आणि अ, कोविडनंतर मला वर्क फ्रॉम होम भेटलं. फायदा हा झाला की पहिलं काय होत होतं ना वर्क फ्रॉम ऑफिस असल्यामुळं मला तितका वेळ देता येत नव्हता. कारण हे अ, सकाळचं नाष्टा करा, परत अ, स्वयंपाक करा. मला तर मला टिफिन घेऊन जावं लागणार ना. मी किंवा माझे हसबंड जे आहेत आम्ही टिफिन घेऊन जाणार. तर मग सकाळी तो वेळच भेटत नव्हता. म्हणजे अ, एकत्र नाष्टा करणं तर लांब. कधी-कधी नाष्टा करायला पण वेळ भेटत नव्हता. कारण अ, म्हणतात ना की आपला ट्रॅव्हलिंगमध्येच इतका वेळ जातो, बापरे! म्हणजे मुंबईतल्या लोकलनी प्रवास हे करणं इतकं ते हेक्टिक आहे ना, इतका त्यात वेळ जातो की ऑफिसला पोचलं की आपली अर्धी एनर्जी तर गेलेलीच असते. आता वर्क फ्रॉम होम भेटलंय तर ते एक म्हणतात ना आता 10:00ला ऑफिस असलं की नाही 9:30 वाजेपर्यंत तर सगळी कामं उरकतात आरामात. आणि मग अ, मी अगदी वेळेत मी माझ्या ऑफिसला लागते.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे बापरे! हां, हां. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं.
आणि ते पण फुल एनर्जीने.
अरे वाह, वाह! हं, हं, हं. आणि खूपदा असं होतं ना पहिलं जसं तुम्ही बोललात, की धावपळ व्हायची नाश्त्यालाही टाईम नाही. तर आता एकत्रित कुटुंबाबरोबर नाश्ता ही होत असेल आणि ते कामही वेळेत सुरू होत असेल.
हं, हं. हो. तेही होतं. आणि आमच्या घरात अजून एक अ, परंपरा आहे की आम्ही घरातनं बाहेर पडताना आता माझं तर वर्क फ्रॉम होम आहे. पण माझे जे काही माझे हसबँड्स आहेत किंवा दीर आहेत किंवा जे कोणी आम्ही आम्ही छोटे जण आहोत ना, घरातनं बाहेर पडताना घरातले जे कोणी मोठे आहेत ना आम्ही त्यांचा अ, आशीर्वाद घेऊन त्यांना नमस्कार करूनच अ, आणि देवाला नमस्कार करून आम्ही अ, बाहेर पडतो हां. किंवा दिवसाला सुरुवात करतो किंवा घरात पाया घरात जाताना आम्ही ते नक्कीच ही परंपरा म्हणू शकतो आम्ही नक्कीच पाळतो.
हं, हं. हं. हं, हं. अरे वाह, वाह! दिवसाची सुरुवात. अच्छा, अच्छा. अरे वाह, वाह! खूपच छान, खूपच छान. आणि बघा ना खूपदा काय होतं माहिती आहे का, आपल्या घरी नकळतपणे पाहुणे येतात. म्हणजे नाही का खूप सारे त्यामुळं रात्रीचा वेळ गप्पा-टप्पांमध्ये किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी करण्यामध्ये होतं. तर त्यावेळेस आपली सकाळ जरी ज थोडीफार जर बदलती का हो? कारण काय होतं खूप सारे पाहुणे रात्री स्टे करायला येतात आणि सकाळी त्यांना लगबगने जायचं असतं आणि आपली दिनचर्या ठरलेली आहे, समजा घराचं आवरायचं, मुलांना शाळेत पाठवायचं, मोठ्या थोरांचा नाष्टा करणे, हे, ते. त्यामध्ये हे काम ॲड झाल्यामुळं पाहुण्यांचा एक भार पडल्यामुळं, तर अ, सकाळची परंपरा थोडीफार बदलते का? म्हणजे जे आपण करतोय त्या कामामध्ये विखंडता येते का?
हं, हं. हं. हं. हां. हं, हं, हं. हं. हां. हं. नक्कीच येते आणि अ, म्हणजे माझ्या बाबतीतच असं खूप होतं. कारण आमचं थोडं अ, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळं अ, कधी-कधी तर असं होतं की सकाळची सुरुवातच एकदम अ, 10-20 कपांपासनच चहाच्या कपांपासनच करावी लागते. आणि अ, ते मला एक्चुअली ते खूप अ, पहिलं मी ज नवीन होते ना त्या घरात तर मला ते खूप अवघड गेलं म्हणलं, "मी आलेली छोट्या कुटुंबातून आणि एवढा 10-20 कप इतका चहा करायचा. तो पण नाश्त्याला". तर अ, मग नंतर कळलं की ती त्या घरची एक म्हणतात ना, त्यांना ते हातवळणी पडलंय त्यांना ती सवयच आहे. सिटीतमध्ये कसं एक दोन जण घरी आले, तरी आपण थोडा म्हणतात ना गोंधळून जातो किंवा कसं त्यांचा पाहुणचार करायचा. एक साथ एवढे 10-20 लोकं आले तरी त्यांना काहीच वाटत नाही. तर अ, आता माझ्या पण मला पण तिची सवय लागलीआहे आणि पहिली मी गोंधळून जात होते, पण आता बिलकुल गोंधळून जात नाही. आता अ, बऱ्यापैकी मी ते मॅनेज करते.
हं, हं. अच्छा. अरे बापरे! <laughs> हां, हां. ओ. <chuckles> सवय झाली. हां. गोंधळून जातो बिलकुल. हो, हो, हो. अच्छा, अच्छा. हं मग अ, काय म्हणजे, कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता? म्हणजे चहा बनवताना काय आधीच पाणी टाकून, म्हणजे चहा त्याची क्वांटिटी वाढवता म्हणजे काय आहे ना बघा 10 लोकांचा चहा बनायला आणि 4 माणसांचा चहा बनायला वेळही म्हणजे नाही का तेवढाच लागतो. असं नाही की म्हणजे तुम्ही जास्त करत असाल तर त्यात तर अशा वेळेस धावपळ होती का हो? म्हणजे कामांची भांडी जास्त पडणे. मग अशा वेळेस सकाळचा भार हलकं करण्यासाठी आपण काय करू शकतो?
हां. हं. हो, हो. आह, हां. पहिलं खरंच कामाची थोडी धांदल होत होती त्यात मी अ, घरचं कसं आहे ना, मी त्यांच्या घरी नवीन गेले होते ना तर मला थोडं स्टार्टिंग, स्टार्टिंगला थोडं अवघड पण गेलं. अ, तर अ, ठीक आहे मग मी त्यांना सांगितलं तर अ, त्यांनी मग आता हेल्परही ठेवली आहे. तर हेल्पर काय करते, ती बऱ्यापैकी चहा हे मीच बनवते पण ते एक म्हणतात ना सर्व्ह करणे किंवा चहाची नाश्त्याची भांडी जी आहे ती सगळं ती स्वतःच घासते तर माझा बऱ्यापैकी वेळ अ, वाचतो आणि मला जो आहे ना अ, असा स्ट्रेस येत नाही, की आता हे कसं होणार काय होणार तर त्यात पण मला खूप मदत झाली तिची.
हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अरे वाह, वाह! खूपच छान आणि तुम्ही इतरांची हेल्प घेता का, सकाळच्या ज्या म्हणजे काम आहे त्यामध्ये एकटाच करता का क खूप जणांचे म्हणजे हातभार तुम्हाला लागतात?
हं, हं. अ, आता कसं आहे ना आता आम्ही जॉइंट कुटुंबात असल्यामुळं <chuckles> हसबँडचा हात लागणं तर अ, शक्यच नाही. मी म्हणजे जिथं नवरा-बायको दोघं असले की त्यांचीही सकाळ थोडी वेगळीच असते. कधीतरी एकत्र ब्रेकफास्ट करणं एंड ऑल तर मी कुटुंबात राहते, तर अ, बऱ्यापैकी कामांची जी काही वाटणी होते, ती सासूबाईंबरोबरच होते आणि त्या मला खूप अ, मदत करतात आणि माझंही काम आहे ऑफिसच काम, हे असलं की नाही कधी-कधी तर त्या मला अ, समजून घेतात. तर सकाळची जी धांदल आहे ना, अ, ती जास्त अशी उडत नाही आणि एकदा मला वाटत थोडासाच तो काळ असतो 9.30-10.00 वाजेपर्यंत थोडी ती धावपळ होते एकदा 10:00 वाजली की नाही मग काही जे, ते जण मी ऑफिसच्या ऑफिसच्या कामात परत जे ते जण घरातनं बाहेर पण पडलेले असते, मग पूर्ण दिवस शांतीच असते.
हं, हं. बरोबर. हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर अगदी. म्हणजेच ते थोडा वेळ जो आहे म्हणजे 2-3 तासाचा, तो जर गेला तर नक्कीच खूप साऱ्या गोष्टी एक अ, व्यवस्थितपणे हाताळल्या जातात. तर आणखी काय टिप्स द्याल तुम्ही म्हणजे ज्या घराची सकाळची परंपरा आहे तिचं योग्य प्रकारे जतन करण्यासाठी आपण काय-काय गोष्टी करू शकतो? जेणेकरून नाही का, आपले गडबड होणार नाही आणि त्या कामाचा ताण हा प्रत्येकावर येणार नाही. भार येणार नाही?
हं. हां, हां. हो. हं. हं. हं. अ, नक्कीच अ, मी तर म्हणेन पहिलं कसं आहे ना, तुमची सकाळ कशी तुम्ही चालू करता? हे पण अगदी महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमची सकाळ कशी चालू होईल हे तुमच्या झोपेवर अवलंबून आहे. जर तुम्ही उशिरा झोपाल किंवा जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल, ठीक आहे तर तुमची एक म्हणतात ना सकाळ ती पण चांगली होणार नाही आणि मग त तुमची उठल्यापासनंच मग ती चिड-चिड होईल आणि मग त्याचा कुठेतरी म्हणतात ना की तुमचा तर ऑलरेडी चिड-चिड होतेय पण तुम्ही दुसऱ्याची पहाट पण खराब कराल. <chuckles> दुसऱ्याचे हां. म्हणजे त्यांची सुरुवात पण दिवसाची सुरुवात तुम्ही खराब कराल. तर मी म्हणते की आधी स्वतःपासूनच तुम्ही अ, हे केलं पाहिजे की काही नियम पाळले पाहिजेत. लवकर झोपणे म्हणा किंवा लवकर उठणे आणि अ, म्हणतात ना की जे तुम्हाला आवडतं ते 5-10 मिनिटं योगा तर योगा करा किंवा काही काहीना असं सॉफ्ट म्युझिक ऐकायला आवडतं ते ऐका. काही काहीना असंच निसर्गात अ, म्हणतात ना निसर्गाच्या सानिध्यात ते वातावरण अ, अनुभवायला आवडतं ते करा, वॉकला जावा. जे आवडतं ते करा त्या 5-10 मिनिटात आणि मग तुम्ही कामाला लागा.
हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. हो, हो. हो, हो, हो. हं, हं. नक्कीच. हं, हं, हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. तुम्ही सांगितलेले उपाय खूप छान आहे आणि ते मनाला पटतातही आणि प्रत्येकानेच जर या गोष्टींचं छोट्या-छोट्या पालन केलं, तर सकाळची जी परंपरा आहे पूर्वानुपार चाललेली, तर तिलाही कुठेतरी जपता येईल आणि आपली एक सकाळ पण ऊर्जामय होईल. जसं तुम्ही सांगितलं, की सकाळचा वेळ तुमचं एक कुटुंबासोबत चर्चा, पूर्व उजाळणी वगैरे करता, हे खूपच छान वाटलं आणि हे मुद्दे खूप मस्त वाटले. खूप खूप धन्यवाद तुमची ही माहिती दिल्याबद्दल.
हं. हं. हो. हां. अ, तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटलं आणि अ, एक म्हणतात ना पहाट म्हंटलं की प्रत्येकाची वेगवेगळी असते. आमच्या घरात पहाट म्हटलं की एक तो चहाचा सुगंध म्हणा किंवा आम्ही जेव्हा पूजा हे करतो ना कापूर, मला सवय आहे की पूजा मी जेव्हा पूजा करते तेव्हा घरातनं असा कापूर धूप फिरवते. तर त्याचा एक प्रसन्न एक व एक सुगंध असतोय ना तो असतो. चहाचं ते एक सुगंध असतो. तर एक पहाट वेगळीच होते आणि खूप अशी प्रसन्नतेनं सुरुवात होते. जेव्हा असं वातावरण असतं ना आणि अ, मला असं वाटतं की माणसाचा मूड आपोआप ताजा होतो.
हं, हं, हं. अरे वाह! वाह! हं, हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर.
तर अ, भक्तिमय मा वातावरण अ, निर्माण होतं.
जे एक भक्तिमय वातावरण तयार होतं आणि त्यातून ती हं, हं, हं.
आणि अ, म्हणजे खरंच आम्ही सगळेच ते एन्जॉय करतो. <chuckles>
हं खूपच छान, खूपच छान. खूप खूप धन्यवाद लवकरच पुन्हा भेटूयात.
खूप खूप धन्यवाद.